अप हे वाटतंय त्याचं. बरोबर. <chuckles>
अप, अप ती त्याचं नाव अप, बरोबर. आणि ते मग ते घर उडवून नेतात, बरोबर?
तुम्हाला पण आवडते का ते? <laughs> तेच, तेच, तेच, तेच, तेच. तिथे एक पंखा पण लावलेला आहे. तो मस्त इकडून-तिकडे जात होता त्यावेळेस.
हो. आणि मग एका आयलँडवर कुठेतरी त्यांना काहीतरी असं ते अ, एक जण भेटतो आणि मग त्यांना ते डा डांबून ठेवायचा प्रयत्न करतो.
हां, हां. हां. हां, बरोबर, बरोबर. तेच ते.
त्यांचा एक बर्ड असतो, एक आवडीचा. त्याची अंडी त्याला हवी असतात, असं काहीतरी आहे ते.
हां, बरोबर म्हटले तुम्ही. तेच, तेच खूप छान मूव्ही होता ना, अप
अप, अप पिक्चर आहे तो. हो, त्यात खूप छान कल्पना रंगवलेली आहे. पण मग आजच्या कार्यक्रमांची तुलना जर आपण केली, ह्या ज्या आधीचे प्रोग्राम होते त्यांच्याशी किंवा जो तुमचा आवडता डोरेमॉन आहे त्याच्याशी, तर तुम्हाला काही असा चेंज वाटतो का? का असं वाटतं का, की आत्ता बेटर आहे किंवा पहिल्याच छान होतं? अशी काही तुलना कधी करता का तुम्ही?
अ, हां. हां, हां. हां, हां. हां. अ, मला ना, सगळ्यात छान जर का आवडलेलं ना, तो डोरेमॉन होता. कारण की त्याच्यामधली संकल्पना होती ना, ती प्रत्येक ॲपिसोडमध्ये त्याच्याकडे नवीन-नवीन गॅजेट असायचे प्रत्येक ह्याच्यात. कधी त्याच्याकडे ते बेम्बोकॉप्टर असायचं, म्हणजे तो डोक्यावर नाही का, असं हेलिकॉप्टरसारखं लावायचं आणि आपण फिरायचं पूर्ण शहरामध्ये, कुठे पण जायचं. हां. <chuckles>
बरोबर. अरे वाह! मजा आहे. त्याचं काही फेव्हरेट डायलॉग वगैरे काही लक्षात आहे का हो तुम्हाला?
अ, फेवरेट डायलॉग अ, मला फक्त एवढंच आठवतंय, की कायम तो नोबित नाही का, रडायचाच त्याच्यामध्ये. माझं हेच नाही होत. मला अ, शाळेमध्ये मार्कच नाही भेटत आणि माझे मित्र माझ्यासोबत बोलत नाही. <laughs> आणि नेहमी डोरेमॉन त्याला मदत करायचा सगळ्या गोष्टींमध्ये.
अच्छा. हे